अ, कसं आहे, की पहिला जॉब जेव्हा मी करत होते, तेव्हा माझी कलीग होती अ, थोडी चांगल्या आम्ही मैत्रिणी बनलो होतो तर अ, अ आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो. तर अ, तिला अशी बरीच वर्ष झालेले होते आणि तीचं ना स्किल खूप छान होतं आणि ते अ, फार चांगलं होत जात होतं तिच्या प्रॅक्टिसमुळे. तर आता कसं असतं स्वतःला पण वाटतं आणि काही जेव्हा लोकं आजू-बाजूचे बोलतात, तेव्हा पण आपल्याला असं वाटतं की चला करून पाहूया तर तिला अ, तर ती गोष्ट अशी होती, की जे तिचं स्किल आहे तर तिने असा खूप हेक्टिक जॉब करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अ, सोशल मीडियावर पेज किंवा चॅनेल ओपन करून जर केलं. तर अ, जास्त वेळेचं आपण म्हणतो ना फ्रीडम मिळेल, जास्त पैसा कमावला जाईल. असं ह्या सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत आल्या आणि तिलाही असं वाटलं, की करावं म्हणून.
हं. ओके. हं. ओके. हं. हं. हां. हं, हं, हं. हां. हं. हां, हां, हां, हां.
तर अ, तिने सुरुवातीला जॉब करत असताना तिने ते सुरुवात केली. मग अ, काय झालं, की सुरुवातीला ते आप म्हणतो ना आपण चांगली अ, एंगेजमेंट आली लोकांची असं छान व्हायला लागलं चांगले आले. तर तिने काय केलं जरा घाई केली जॉब सोडायची. अ, जॉब सोडला आणि मग कसं असतं, की जेव्हा ती करत होती ना ते सगळं, तर ते करत असताना अ, त्याचं प्रेशर खूप आलं आणि कसं आहे, की लगेचच तेवढा पगार मिळत नाही ना त्याच्यातून आणि काही जबाबदाऱ्या असतात घरातल्या. मग ती मला असं नेहमी सांगायची की "मी खूप घाई केली, मी ते उगाचच केलं, करायला" "नाही पाहिजे होतं." हे असं तर तिला ते अ, तो जो दबाव आहे ना खूप वाढत गेला. कारण की अ, एक फरक असतो ना थोडा जॉब करत असताना आणि तीच गोष्ट कंटेंटमध्ये करतांना जर प्रॅक्टिस नसेल. तर नक्कीच त्या गोष्टीचा म्हणजे ते समतोल जमलं नाही. कसं करायचं तिचा व्यवस्थित रिसर्च कमी पडला. अशा बऱ्याचश्या गोष्टी सांगायची. तर ते मी तिचं बघितलं होतं आणि त्याचं तिला खूप टेन्शन आलं. कारण नंतर मग तिला जॉब पण मिळत नव्हता. मग ते सगळं झाली गोष्ट म्हणजे जॉबही शोधा, मग ते पेजपण करणं हे करा, मेंटेन करा त्याच्यातून पण व्यवस्थित होत नाही आहे. तर अ, तिच्या खरंच खूप मानसिक याच्यावर परिणाम असा झालेला होता. आणि थोडंसं म्हणजे तिच्या घरच्यांनी मग तिला ब्रेक घ्यायला लावला. अ, तसं तर आपल्याकडे लगेच मनोविघ्नकडे नाही म्हणजे आपल्याकडे तसं चांगलं पण म्हणत नाही. पण थोडंसं असं थेरपी हां, अ, हो ना, की अ, आयुर्वेदाच्या जश्या असतात थोडं, ज्या असतात तश्या थोड्या त्यांनी हे केल्या अ, जास्त नाही. पण बाबा तू घरातच रहा हेच आणि म्हणजे जेव्हा-जेव्हा मी तिच्याशी बोलायची, कळायचं तिची मनस कारण कसं आहे ती त्या अ, जॉबच्या वेळेस त्या पोझिशनला होती ना. मग ते सगळंच गेलं, हे पण गेलं, ते पण गेलं त्यामुळे तिला बरंच सहन करावं लागलं.
हं. अच्छा. हां. हं. अरे बापरे! हं. हां, हां, हां. हां. बरोबर. हां, हां, हां. हं. हो, हो. हं, हं. हां. हं. अरे देवा! हं. हं. अरे बापरे! हं, हं, हं. अच्छा. हो. हां. <chuckles> हम्म. हां. बरोबर. हं. हां. हां, हां, हां, हां, हां. हां.

अ, जास्त करून मला असं वाटतं, की अ, जे कमी वयातले, जे असे यंगस्टर आहेत ना, त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यांचं कसं आहे, की अ, ते जे हवी असते ना, अ, सगळ्यांकडनं वाह, वाह, ते खूप छान मी सारखं त्यावर दिसते किंवा दिसतोय, व्हायरल होतंय. आणि ती जी प्रशंसा आहे ना, ती त्यांना फार आवडते. तर ते एक आहे की यंग एज मधले आणि जे दुसरे आहेत ना, की ते अ, त्या सगळ्या पेज वर त्यांच्या कंटेंटवर पैसा कमवतात. म्हणजे ते दुसरं काही करत नाही बघा. हां, की ह्याच्यातच येईल, मग आपल्याला कोलॅबोरेशन आहे, मग ब्रँडच आहे. किंवा आणखीन जेव्हा अ, जेव्हा तो प्लॅटफॉर्म आपण जो पण यूज करतो Facebook YouTube, यू त्याच्यातही बघा अ, पेमेंट केलं जातं. जर तुमचे लाइक्स, व्ह्यूज, कमेंट्स असतील तर. मग ही जी 2 प्रकारची लोकं आहेत ना, यांच्यावर जास्त असतो त्याचा प्रभाव. की तो जो दबाव असतो, यंगस्टरचं कसं आहे, पैसे येतात थोडं चांगलं आहे. पण ती जी प्रशंसा आहे ना, अ, ते जे दिस दिस दिसतो ना आपण आणि सगळ्यांकडनं जी वाह-वाह भेटते, तो त्यांचा दबाव की आता मी काय करू आता यांची पैशांमुळे होते असं मला तरी वाटतं. <chuckles>
हं. हं. हं, हं. हं. हां. हं. <chuckles> हो ना. हं. हो, अगदी बरोबर. हं. हां, हं. हो. हं. हं. हां. हं. हो ना. <chuckles> हं. <chuckles> हो, खरंच बरोबर आहे. तुमच्या अनुभवात कधी तुम्ही असं बघितलंय का, समोर असं घडलीय घटना. की बाबा एक मुलगा असा आहे किंवा एक मुलगी किंवा एक व्यक्ती अशी आहे, की जिने अ, ह्या सगळ्या टेन्शनचा एवढा काही अ, परिणाम करून घेतलाय ना, की त्याच्या आरोग्यावरतीच परिणाम होत गेला. की अ, म्हणजे असं खूप वेळेला होतं ना, की बाबा, हे "बनवायचंय ते बनवायचंय मी कशाप्रकारे" किंवा खूप वेळेला असंही होतं की त्यांना ते सक्सेस म्हणा किंवा एक फेल्युर किंवा एक जे निगेटिव्ह कमेंट्स येतात ना, या कंटेंट बरोबर नाहीये तुमचं? काय बनवलंय किंवा काय करताय. हे अ, सहन करण्याची शक्ती नसते आणि त्याच्यामध्ये मग कुठेतरी आरोग्यावरती परिणाम करतात, तर असं काही अनुभवात तुमच्या आहे बघण्यात?
हं.

ओह! ओके, हां.
अ, तो लवकर झोपत नाही. कारण की हातात मोबाईल कंटेंट मग मला एडिट करायचं आहे, मग मला असच एडिट करायचंय मग हे. म्हणजे मग तो दिवस आणि रात्र त्याच्यामध्ये शाळा असते, शाळेचे पण टास्क असतात बघा, अभ्यास करायचा आहे, ती एक्झाम आहे ती एक्झाम आहे नक्कीच त्याची मम्मी त्याला बोलत असते, त्याचे पप्पा बोलतच असतात, की अभ्यासही करावा लागेल, हेही. त्याची ना चिड-चिड होते. तो खूप चिड-चिड करतो मग. "मग मला असंच करू देत नाही, मग तुम्ही असेच वागतात, मग मला नाही खायचं आता, मी शाळेत नाही जाणार" आणि आता नवीन पण एक गोष्ट निघाली त्याच्या ह्याच्यात, की "काय फायदा आहे शाळेत जाऊन, की आता होणार काय आहे? हे तर खूपच चांगलं चाललंय" खरंच त्याचे फॉलोवर्स नाही असं नाही ते लाइक्स ते कमेंट्स, ठीक आहे पण असं टेम्पररी ठीक आहे पण मग ते तसंच होतं की त्याची जेव्हा एक्झाम येते आणि मग ते हे दिसतात. मग तेव्हा त्याच्या पेरेंट्स म्हणजे माझ्या बहिणी त्यांना मग थोडसं टेन्शन येतं. मग तेव्हा ते थोडसं त्याचं पण त्याची जर चिड-चिडपणा आहे त्याचं जे वजन वाढलेलं आहे आणि त्याचं जे सारखं लक्ष असतं ना, की आता मी पुढे काय करायचं आहे त्याच्याने थोडसं
हो. ओके. हं. तेच ना. हां. हो ना. हं, हं, हं. हां. <chuckles> हं. काय बरं? अरे देवा! हां. <chuckles> हं, हं, हं, हं, हं. हो ना. हं, हं, हं, हं. <chuckles> हां. हं. हां. हं, हं, हं, हं, हं. हो. हं, नाही, बरोबर आहे. असं खूप वेळेला होतं. मग मला तुम्ही अ, सांगू शकाल का की जो का आपला दबाव म्हणा किंवा हा अ, कंटेंट अ, बनवण्याचा क्रिएट करण्याचा नवीन काय-काय जे हे परिणाम होतो ना मानसिक झोप उडतेय म्हणा किंवा त्रास होतोय म्हणा. तर तो कुठल्या अ, माणसांमध्ये बघायला मिळतो? जसं की फुल टाईम बघा काही-काही क्रिएटर्स फुल टाईम असतात की पूर्ण वेळ हेच करतायेत अ, किंवा काय-काय असतात की छोटे-छोटे, ब्रँडसाठी एकदा काहीतरी राय रील व्हायरल झाली आहे किंवा 1-2 व्हिडिओ फेमस झालेत आणि त्याच्यानंतर मग छोटे-छोटे ब्रँड्ससाठी ती लोकं व्हिडिओ करतायेत किंवा खूप वेळेला काम करणारीही लोकं अशी असतात की कधी-कधी बोलतात ना, येता जाता रील्स बनवतात छोटे-छोटे. त्याच्यामुळेही हे व्हिडिओ म्हणजे व्हायरल होतात. सो मग कुठल्या प्रकारच्या लोकांमध्ये जास्त तणाव दिसतो? किंवा मानसिक आरोग्य जास्त खालवत जातं असं दिसतं.
हं. हो. हं. हो, हो, हो.